म्हणजे अक्षरशः मी 20 वर्षानंतर तिथे गेलो होतो. तिथे एक एक जणांनी प्रोजेक्ट हां तर तिथे एक जणांनी प्रोजेक्ट ठेवला होता त्या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी मला तिथे जायचं होतं. तर ज्यावेळेस ना मी त्या गावात जात होतो तेव्हा अक्षरशः मला असं वाटत होतं, की पूर्ण ती 20 वर्ष पहिलेची एक फिल्म आहे ती पूर्ण माझ्या समोर डोळ्यासमोर चालत आहे. हां, म्हणजे एक-एक, एक-एक क्षण तिथे एक-एक जागा आहे ती मला रिकॉल होत होती. माझ्यासोबत अ, माझी वाईफ होती आणि मुलं पण होते ना हां, हां तर अ, त्यांना मी ज्यावेळेस सांगत होतो ना इथे हे होतं बघा, इथे हे होतं म्हणजे रस्त्यातच अजून तर गावात पोहोचलो पण नाही आहे. हां, म्हणजे रस्त्यातच मला ते समजतंय.
बापरे! हं. अच्छा.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 हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हां, हां, हां. अच्छा. <chuckles> म्हणजे ती एक्साइटमेंट जी होती, ती गावाच्या पोहोचण्याच्या आधीपासून चालू होती. हं, हं.
हां. आधीपासून चालू होती आणि ज्यावेळेस गावात गेलो तिथे जो बस स्टँड आहे ना बस स्टँडचा भाग
हं, हं. हं. हं. हं, हं.
तिथे गेलो आणि बघतोय तर काय समोर नाही का मी जे 20 वर्षांपूर्वी अ, जुने अ, घर वगैरे बघितलेले. आज पण त्यांनी तसेच मेंटेन केलेले आहे. आणि मी इतकं आणि मी इतकं उत्साहात सांगतोय माझ्या अ, मुलाला, माझ्या मुलीला, माझ्या अ, वाईफ
काय? हं. हं.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 तुम्ही कसे गेला होता तिथे अब एसटी नी की
तिथे मी बाय कार गेलो हां, बाय कार आपण मेन गेलो होतो, तर इथे बस स्टँड जवळ नाही का एक्चुअली काय आहे तिथं ए एंट्री जी गावाची होती ती बस स्टँडच्या आतूनच होते है ना. रोडच्या जवळच आहे ते गाव आणि थोडंसं गावात जावं लागते तर बस स्टँड सर्वात पहिले येते. मग बस स्टँडच्या नंतर ते गाव सुरू होते. हां
अच्छा. हां. हं, हं. अच्छा, अच्छा. अच्छा मग जो तुम्ही जेव्हा पाय ठेवला गावामध्ये काय अनुभव होता जमिनीवर तुमच्या पूर्वजांची ज जागा? हं, हं.
हां, या हां, तेच तर बघा आम्ही सरळ काय केलं ते बस स्टँड जवळून सरळ आमच्या घरी गेलो हां. तर घराच्या समोर अ, ज्यावेळेस बाहेर उतरलो आणि मी बघतोय इथं काय माझं जे घर जे होतं ना 20 वर्षांपूर्वीचं अजून पण तिथे लोकं राहत आहेत. अजून पण काही नातेवाईक तिथे राहात आहेत आणि त्यांनी तेवढं आणि जुनं म्हणजे पूर्णतः लाकडामध्ये बनवलेलं आणि मातीच्या भिंती जवळजवळ 6-6 7-7 फुटाच्या मोठमोठ्या भिंती.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हां, हां. हो, हो, हो, हो, हो. कसं होतं काय? हां, हां.